अ, मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या सवयी किंवा हॉबीज असतात पहा आणि तुमच्याही आयुष्यात काही हॉबी असतील आणि त्या हॉबीमुळं मनुष्याचं प्रत्येकाचं जीवन घडलं जातं. तर तुमच्या जीवनात अशा कोणत्या हॉबी आहेत बरं ज्यामुळे तुमचं जीवन घडतं बरं? अ, किंवा त्या हॉबीने तुमचं जीवन घडवलेलं आहे. काय सांगता येईल?
हो. हो. हो. अ, नक्कीच अ, म्हणजे मला ती म्हणजे हॉबी होती पहिल्यापासून. अ, म्हणजे पाककला माझी हॉबी म्हणता येईल. कारण मला पहिल्यापासूनच वेगवेगळे पदार्थ बनवायचे वगैरे खूप हाऊस होती आणि <chuckles> हां. मग अ, त्याच्यामध्ये मी खूपच असा ट्राय करायचे किंवा वेगवेगळे प्रयोग करायचे. आणि नंतर मग कसं, नोकरी म्हणा शिक्षण म्ह म्हटल्यावर त्याच्यामध्ये असा थोडा खंड पडला. आणि अ, मग त्याच्यातच माझे सगळी वर्ष गेली ना शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये. आणि मग नंतर लग्न झालं. मग लग्नानंतर मग अ, थोडं घरचं करावं लागायचं, मग ते मला काही वाटायचं नाही, कारण मला आवडच असल्यामुळे तसं काही विशेष वाटत नव्हतं. आणि मग त्यावेळी मी नोकरी पण करत होते प्लस अ, घरचं पण करत होते ना, त्यावेळी मग थोडंसं मला म्हणजे तितकं त्याच्याकडे लक्ष देता आलं नाही कामाकडेच लक्ष द्यायला लागायचं. घरी थोडं दुर्लक्ष व्हायचं. जबाबदाऱ्या असायच्या. मग अ, मी तसंच आपलं रेटून नेलं ते थोडा घरच्यांचा पण सपोर्ट आधार मिळाला. मग अ, ज्यावेळी माझी नोकरी गेली ना, कोरोनाच्या पिरियडमध्ये हां. तर अ, त्यावेळी मी घरात असायचे आणि मला मग अ, माझी म्हणजे पाककला डेव्हलप करायला खूप वेळ असायचा त्यावेळी. आणि मग अ, थोडं मानसिक टेन्शन पण आलं होतं की पैसे नाहीहेत आता काय करायचं. पण अ, मग कुठेतरी मनाला समजावलं की तुला त्याच्यात छान वाटतं ना म्हणजे असं फ्रेश वाटतं किंवा सकारात्मक ऊर्जा येते ना, म्हणून मग मी असे वेगवेगळे पदार्थ करायचे. म्हणजे नाश्त्यामध्ये पण असं व्हरायटी म्हणा किंवा जेवताना पण असे छान-छान पदार्थ करायचे, म्हणजे मला बेसिकली ही हॉबी होती माझी त्यावेळी. असं सांगता येईल.
अच्छा. अरे वाह! खूपच छान. <chuckles> हं, हं. हं, हं. ओके. अच्छा. हं, हं. हो. ओके. हं, हं. हो, हो. हं, हं. अरे वाह! हं, हं. हो, हो. हं, हं. अगदी भारीच होतं हे.
हो, हो. <chuckles>
एकदम भारी. <chuckles> तर मग अ, तुमची ही अ, म्हणजे तुम्ही अ, तुम्हाला वेळ कमी भेटायचा, परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये अ, आवड होती खूप आणि तुम्हाला कसं करावं हे ह्याच्यासाठी तुम्ही कशा-कशा प्रकारचे मार्ग अ, काढले बरं? आणि त्याची ती हॉबी कशी विकसित अ, झाली तुमची? किंवा जी पाककला तुम्हाला जी हॉबी होती किंवा छंद होता, तो कसा तुम्ही विकसित केला आणि त्याच्यात अ, हं, हं. ते सांगू शकता का?
हां. हो. हां. हो, हो. हो, नक्कीच. तर मला त्यावेळी भरपूर वेळ मिळायचा ना आणि थोडी आर्थिक पण अ, जरा चणचण होतीच. कारण त्यांना त्यावेळी कोणाला जॉबचं नक्की नव्हतं, पैसा पण इतका फ्लोनी यायचा नाही. मग अ, म मन कुठेतरी डायव्हर्ट व्हायचं म्हणजे की "चला त्या पाककृतीत गढून गेलोय ना." मग बाकीचा विसर पडायचा मला. मग छान-छान रेसिपीज करणं, लाडू वगैरे बनवणं म्हणा किंवा पुरणपोळ्या असतील किंवा असे छान-छान अ, पावभाजी बनवणं किंवा थालीपीठं किंवा असे वेगवेगळ्या डिशेस असतात हां, इनोव्हेटिव्ह मिसळ करणे म्हणा किंवा काही-काही अशा नॉनवेज रेसिपीज असतात. मग त्या कुठेतरी मी सारख्या ट्राय करायचे म्हणजे रोज असं काहीतरी वेगळं बनवायचं आणि खाऊ घालायचं. रोज काहीतरी वेगळं बनवायचं खाऊ घालायचं. म्हणजे सगळे म्हणायचे, की "आता बास-बास केवढं ते" असं, असं होऊन जायचं. हां, पण मला पण खायला आवडायचं आणि खायला करून घालायला पण आवडायचं. म्हणजे लहान मुलं असतील किंवा अ, घरातले वृद्ध गृहस्थ म्हणा, त्यांना पण असं मग चटपटीत अ, असं चवदार वगैरे घालायचे, मग त्यांना बरं वाटायचं ते. पण त्यांना आरोग्याच्या दृष्टीनं कुठेतरी हे होतं. मग ते पथ्यपाणी त्यांचं इकडे-तिकडे व्हायचं. मग ते पण मग जरा सांभाळायचे मी म्हणजे त्यांना कमी तेलकट देणे म्हणा किंवा कमी तिखट आणि बाकीच्यांसाठी असं चटपटीत तयार करणं. पाणीपुरी असेल, शेवपुरी असेल एक ना एक, भरपूर मी रेसिपी खूप ट्राय केल्या म्हणजे प्रत्येक दिवशी 1 रेसिपी म्हटलं तरी भरपूर अशा मी दो 1-2 महिन्यामध्ये अशा वेगवेगळ्या रेसिपी ट्राय केल्या. आणि मग त्यानंतर कसं मग त्यात आवड व यायला लागली मला आणि मग अशा म्हणजे हळू-हळू त्याच्यात इनोवेशन्स केले, बदल केले आणि मग माझं मन रमायला लागलं आणि मला असं खूप आनंदी आणि समाधानी वाटायला लागलं त्याच्यातून. हां, हां.
हं, हं. अच्छा. हं, हं. अरे वा! हं, हं. खूपच सुंदर. <laughs> तर एक अच्छा. हं, हं. <laughs> अच्छा. हो, हो. हो. अरे वा! अरे वा! खूपच छान आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना, तुम्ही एवढ्या रेसिपी बनवला, खरंच मलाही समजा ते खाऊशी वाटतात अशा रेसिपीच नावं तुम्ही घेतलेत. तर मला असं सांगू शकता का नेमकं तुमची ती आवडती कोणची रेसिपी होती? की ज्याच्यामुळे तुम्हाला खूपच अ, घरच्याकडून प्रोत्साहन भेटलं किंवा ती सर्वांच्याच घराच्या, अ, घरातल्या सगळ्या व्यक्तींची आवडती रेसिपी झाली आणि ती तिच्याबद्दलचं काही सांगू शकता का? अशी कोणची रेसिपी होती तुमची बरं?
हं. हं, हं. हं. हो. हो, एक म्हणजे उकडीचे मोदक, अ, पुरणपोळी आणि इकडे नॉनव्हेजमध्ये म्हटलं तर मटण, सुक्का मटण, मसाला मटण, तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. हां, हे 4 आयटम मी म्हणजे <chuckles> करायचे. म्हणजे सगळ्यांचे असे फेवरटच होऊन गेले ते. म्हणजे घरातले म्हणजे अ, वरचे वर सांगतात, की "आज पुरण घाला सुनबाई किंवा काय अ, मटण करा किंवा अशा ऑर्डर्स असतात मला." हां, आणि मग ते घरच्या ऑर्डर्स अ, निघता-निघता बाहेरची लोकं पण मग अ, सांगायला लागली, की "असं कळलं बाहेरून, की तुम्ही करता छान वगैरे, तर मग आम्हाला तुम्ही थोडेसे देऊ शकता का टेस्टला वगैरे." मग मी "हो, ठीक आहे म्हणाले," की कारण असं कोरोनाचाच पिरियड होता. लॉकडाऊन चालू होतं आणि त्यावेळी अर्निंगची पण काहीतरी गरज वाटत होती मला आणि म्हटलं त्या निमित्तानं अ, देणं पण होईल आणि थोडंफार अर्निंग पण होईल, असा मी साधा विचार केला त्यावेळी. मग अ
हं, हं. अरे बापरे! अच्छा. अरे बाप! खूपच छान. <laughs> हं, हं, हं. हं. अच्छा. हो, हो, हो. <laughs> अच्छा. हं, हं. हो, हो. अच्छा. मग हं, हं. म्हणजे नेमकं कसं म्हणजे तुम्ही अर्निंग केलं त्याच्यातून, तुम्ही बोललात, की अर्निंग केलं कोरोनाच्या पिरियडमध्ये, जे तुम्ही अ, बनवायचे त्याच्यातून. म्हणजे लोकं ते मागायचे अ, जेवण्यासाठी किंवा तुमची टेस्ट चांगली हे त्यांना कळालं आणि त्यानंतर तुमची म्हणजे तुम्ही ते अ, त्यांना विकत द्यायला लागले किंवा टिफिन द्यायला लागले. काय नेमकं केलं बरं? हं, हं. ते सांगू शकता? हं, हं.
हो. हो, हो. हां. हो. हो. हो, हो. हो. नक्कीच मग अ हो, म्हणजे कसं अ, त्यांच्यासाठी म्हणजे काही बनवणं म्हणजे अ, साधी पण लोकं होती आणि कोरोना अ, म्हणजे पॉझिटिव्ह वगैरेपण होती. मग त्यांच्यासाठी मी इतकं हे म्हणजे हां, त्यांना ते बाहेरच डब्बा ठेव ठेवायची व्यवस्था करणं म्हणा किंवा हे जे साधी लोकं आपली नॉर्मल होती त्यांच्यासाठी असं काही स्पेशल रेसिपी बनवून देणं. अशा म्हणजे मी उद्योग केले मी हां आणि ते मला कुठेतरी एक समाजसेवा केल्यासारखा पण फील आला, की त्या पेशंटच्या नातेवाईकांना दिलं ते पण एक अ, मोठी सेवाच आहे ना. त्यांना म्हणजे त्यांची म मानसिक अ, त्यांचं दडपण असतं, शिवाय पेशंटला आतमध्ये क्वारंटाईन केलेलं असतं, मग ते त्यावेळी त्यांना पण सुचत नसतं ना नेमकं काय करायचं? मग ते तसं बाहेरच्या बाहेर अ, त्यांना पार्सल देणं म्हणा, डब्बा पुरवणं किंवा अ, काही जर ऑर्डर्स असतील तर त्या ऑर्डर देणं, वगैरे अशा मी गोष्टी केल्या त्याच्यामध्ये आणि मग अ, बराच मला असा रिस्पॉन्स मिळाला आणि माझी चव पण छान असल्यामुळे नंतर पण अशा ऑर्डर मिळाल्या. म्हणजे कोरोना पिरियड तर तो झालाच आणि त्यानंतर पण मला अशा बरेच म्हणजे डिमांड आली, की अ, मोदकाला म्हणा, पुरणपोळीला आणि जे मटणाचे डबे असतात, ते पण आमच्या इथे बरेच चालतात. मग ते पण कधीतरी ऑर्डर्स असतात हां. मग ते मी घ्यायला लागले आणि जो सेटबॅक होता ना पूर्ण कोरोना पिरियडमधला तो निघून गेला माझा त्याच्यामध्ये. थोडं म्हणजे मानसिकदृष्ट्या पण मी व्यवस्थित राहिले आणि आर्थिकदृष्ट्या पण अशी सक्षम झाले आणि कुटुंबाला पण अशी मदत देता आली आर्थिकदृष्ट्या. हे दोन्ही झालं, घरच्यांचं जेवण पण झालं आणि आर्थिक मदत पण झाली, म्हणजे हा एक सकारात्मक बदल म्हणता येईल मला त्या त्या कोरोनाने मला एक दिशा दिली, की तुमच्या छंदातून पण तुम्ही काहीतरी करू शकता किंवा प्रोफेशन करून त्यातून अर्निंग करू शकता. हे मी धडा शिकले त्यातून थोडं.
अरे बाप! हो. अरे वाह! खूपच भारी. हं, हं. अच्छा. हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं. अच्छा. हो, हो. अच्छा. अरे वाह! खूपच सुंदर. हं, हं. हो, हो. अरे वाह! खूपच छान. अरे वाह! म्हणजे हं, हं. खूपच सुंदर, खूपच सुंदर. अगदी अ, मनाला लागणारी गोष्ट तुम्ही बोलला, की कोरोनाने पण तुम्हाला शिक्षण दिलं त्याच्यातून आहे ना, तर मला हे सांगू शकता का नेमकं हा जी तुमची पाककलेची हॉबी होती, त्याच्यामध्ये अ, जे तुमचे फेव्हरेट डिश तुम्ही बनवलेत मोदक आणि आम्ही पाहतो, की मोदक बनवण्यासाठी खूप अवघड राहतात ते. म्हणजे भरपूर लोकांचे मोदक फुटतात. असं मी ऐकलेलं आहे. मला काही एवढं पाककलेतलं ल हे नाहीये, नॉलेज नाहीये. परंतु म्हणजे त्या गोष्टी कशा हाताळतात किंवा मोदकची चव आपल्याला कशी आणता येईन याच्याबद्दल काही सांगू शकता का?
हो, हो, हो. हो. हां, हां. हो. नक्कीच तर अ, मला म्हणजे थोडं म्हणजे अ, माहीत होतं. आणि मी कसे व्हिडिओ बघून-बघून इतरांना विचारून त्याच्यामध्ये बरीच डेव्हलपमेंट केली. आणि मोदक फुटू नयेत म्हणून ना, तुम्ही ते प्रमाण योग्य घेतलं पाहिजे किंवा एक वाटी अ, जर तांदळाचं पीठही असेल ना तर तेवढंच पाणी उकळायचं त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं, मीठ टाकायचं. पाण्याला उकळी आली, की त्याच्यामध्ये पीठ घालून ते हलवायचं आणि त्याला वाफलवायचं थोडक्यात, आणि ते वाफलवून झालं की ते इतकं छान असं सॉफ्ट मळून घ्यायचं त्याचा डो तयार करायचा म्हणजे पाण्याने म्हणा किंवा दुधाने किंवा मग अ, तुपानी. तुम्ही इतकंच ते सॉफ्ट करायचं ना मग ते सॉफ्ट झालं की ते मग त्याची पारी करायला वगैरे तुम्हाला काही अवघड वाटत नाही आणि ती पारी फुटत नाही बेसिकली. लोकं काय करतात? मळून घेत नाहीत आणि त्यामुळे त्यांची पारी फुटते. असं होतं. मग त्यामध्ये तुम्ही अ, लो तुपाऐवजी लोण्याचा चमचा एखादा टाकला तरी ते असे व व्हाईट-व्हाईट आणि असे सॉफ्ट होतात किंवा 1 चमचा मैदा टाकला तरी त्याला असं पीठ धरून येतं म्हणजे ते फुटत नाही बेसिकली. असं सुद्धा करू शकता. म्हणजे फुटण्यापासून बचता येतं आणि रेसिपी पण एकदम परफेक्ट आणि शेप पण परफेक्ट होतो त्याचा असं सांगता येईल.
<clears throat> अच्छा. हो. अरे वाह! हं, हं. अरे वाह! हं. बरोबर. अरे वाह, वाह! खूपच छान, खूपच छान. आणि खरंच तुम्ही अ, जे सांगितलं ते खूपच सुंदर होतं. तर म्हणजे अजून काय-काय समजा अ, तुम्ही आता म्हणतात की मटणासाठी किंवा जी तुमची हॉबी आहे पाककलेची, मटण पण तुमचं फेमस होतं आणि त्यावेळेस नेमकं म्हणजे काय अ, किती रुपयाला तो म्हणजे तुमचं आयुष्य घडवण्यासाठी त्याच्यातनं तुम्ही अर्निंग करत होते. तर नेमकं किती रुपयाचा तो डब्बा किंवा टिफिन द्यायचं आणि त्याचे कसे-कसे चार्ज अ, अ, ठरलेले होते आणि तुम्ही म्हटले, की माझी त्याच्यातनं समाजसेवा पण व्हायची. तर म्हणजे काही-काही लोकांना तुम्ही फ्री पण द्यायचे का काय? क किंवा कमी ह्याच्यात द्यायची कसं नेमकं?
हो. हो. हो. हो. फ्री म्हणजे अ, निम्म्या किंमतीत द्यायचे फ्री पण नाही अ, निम्म्या किंमतीत द्यायचे त्यांना आणि बाकीच्या आणि बाकीच्या लोकांना मग आहे तो चार्ज लावायचा आणि मग अ, त्यांना मग असं साधं जेवण मग फ्रीमध्ये देत होते. पण हे असं मटणाचं जेवण वगैरे थोडा निम्मा तरी चार्ज लावत होते. साधं जेवणाचं काही इतकं नाही म्हणजे 4 लोकांचं जर जेवण केलं तर 5व्याचं निघू शकतं त्यातमध्ये किंवा 6व्याचं निघू शकतं. हां. मग तशाप्रमाणे मी त्यांना पण असं म्हणजे फ्री द्यायचा प्रयत्न करायचे की फारच जवळचे नातेवाईक असतील किंवा आसपास राहणारी जी लोकं आहेत, की त्यांना खरंच गरज आहे मग त्यांना मी फ्रीमध्ये पण द्यायचे. तर त्यातून समाजसेवा पण होते आणि अ, सगळंच होतं ना म्हणजे सगळंच सा साध्य होतं असं करायचं. असं होतं.
हं, हं. अच्छा, अच्छा. हो, हो. हो, हो. अच्छा, अच्छा. अरे वाह! हो, हो, हो. हं, हं. अरे वाह! हो, हो, हो. खूपच. खूपच सुंदर <chuckles> आणि अ मला सांगा, की तुमचे जे नातेवाईक होते समजा आणि त्यांना तुम्ही कधी तुमचं समजा ही पाककला किंवा जी तुमची हॉबी आहे, त्याच्यातनं तुम्ही जेवण त्यांना दिलं समजा आणि त्यांचा कशा प्रकारचा रिस्पॉन्स आला आणि त्याच्याबद्दल काही सांगू शकता का? अशी काही घटना घडली का? किंवा त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला खूपच चांगले अ, म्हणजे मार्गदर्शन केलं किंवा त्यांनी सांगितलं, फीडबॅक दिला अशा काही गोष्टी शेअर करू शकता? हो.
हां. हो, हो. अ, हो. नक्कीच. म्हणजे आमच्या इथे एक कॉलनीतच राहतात ते पाहुणे नाही आहेत आमचे, पण आहेत संबंधित आहेत. हां. मग त्यांच्याकडे ऑर्डर होती मग ती मी ऑर्डर त्यांना पूर्ण केली म्हणजे सुरळीच्या वड्या होत्या. त्याच्यामध्ये म्हणजे कुरमा होता, पुऱ्या होत्या, पापड, मसाले भात, लोणचं असं जेवण त्यांनी मला सांगितलं होतं. मग अ, त्यांना मी ते ऑर्डर प्रमाणे बनवून दिलं. मग त्यांना ते इतकं भावलं आणि इतकं आवडलं ना मग त्यांनी मला म्हणजे हो म्हणजे प्रोत्साहन दिलं आणि म्हणाले की "तुम्ही म्हणजे काहीतरी रेसिपीज तुमच्या प्रमोट करा किंवा काही एड करू शकता किंवा YouTube वगैरे." असं काहीतरी ऑप्शन त्यांनी मला सजेस्ट केला. मग ते मला इतकं पटलं आणि त्यांचा फीडबॅक पण इतका सुंदर होता ना. मग मी स्वतः मग चॅनल माझा काढायचा ठरवला. आणि मग मी आता माझा चॅनल पण काढला आहे आणि मी आता रेसिपीज ज्या आहेत, त्या मी व्हिडिओ शूट करून त्याच्यामध्ये अपलोड करत असते आणि सबस्क्राईब करण्यासाठी आमच्या ग्रुपवर पाठवत असते की प्लीज सबस्क्राईब करा. व्ह्यूज वाढवा जेणेकरून माझा चॅनल वाढेल आणि तुमचं मला प्रेम मिळेल आणि तुम्हाला अशा खूप साऱ्या रेसिपी त्यामध्ये एन्जॉय करता येतील. असं मी जवळ-जवळ सर्क्युलेट केलेलं आहे. आणि सोशल मीडियावर पण माझं पेज वेब पेज मी क्रिएट केलं आहे नावाने माझ्या आणि तिथे पण मग एड होते आणि त्यांना कळतं मी नेमकं काय करते? किंवा माझ्या रेसिपीज कुठे आहेत त्या लिंक वगैरे पण मी तिथे प्रोव्हाईड केल्यात. त्यामुळे असं म्हणजे आता माझ्या रेसिपीज वर्ल्ड वाईड पोचल्यात म्हटलं तरीही काय म्हणायला सुद्धा हरकत नाही त्याच्यामध्ये.
अच्छा. हं, हं. हो, हो. हं. अरे वाह! हो, हो. हो, हो. अच्छा. अरे वाह! <laughs> हां. हं, हं. हं, हं, हं. खूपच सुंदर. हं, हं. हं, हं. अरे वाह! <laughs> अच्छा, अच्छा. म्हणजे तुमच्या हॉबी तुमची आता, आयुष्यच बनवून म्हणजे तुमचं आयुष्यच घडवत आहे आणि ती हॉबी आता जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही YouTubeच्या माध्यमातून करत आहात. तर YouTube चॅनेलवरती अ, म्हणजे अ, तुमची हॉबी ही वेगळी होती. पण YouTube चॅनेल काढताना काही अडचणी आल्यात का तुम्हाला? किंवा त्याच्यावरती फक्त डायरेक्शन द्यावं लागतं. आता तुमची हॉबीमध्ये तुम्ही फक्त जेवण बनवत असाल, परंतु YouTube वरती तुम्हाला ते सांगावं लागतं व्यवस्थितरित्या. तर अ, मग त्याच्यामध्ये काही अडचणी आल्यात का तुम्हाला बरं ते सांगू शकता काही?
हां. हो, हो, हो. नक्कीच. हो, हो. हां. हो, हो. अ, नाही तसं मी म्हणजे व्हिडिओ शूट करताना माझ्या मिस्टरांची मला बरीच मदत झाली. त्यांना टेक्निकल नॉलेज असल्यामुळे त्यांनी गाईड केलं की व्हिडिओज कसे बनवावेत, काय करावं किंवा कुठे कसा म्हणजे लाईट पाडावा किंवा कसं कसं एडिटिंग असावं वगैरे, ते एडिटिंगचा पार्ट वगैरे ते करतात आणि पोस्ट करायचं काम पण ते करतात. आणि मग अ, त्याच्यामध्ये काही म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये पण काही असे म्हणजे सुचवलेलं असतं ना म्हणजे कमेंट्समध्ये की तुम्हाला ह्याची रेसिपी, मसाला कुठला वापरता, तर ते कमेंट वगैरे त्याच्यावर पण मी असे व्हिडिओ म्हणजे त्यावर अ, म्हणजे सोल्युशन बनवायचा प्रयत्न करते आणि माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲड करते. या, या मसाल्याची रेसिपी ही आहे किंवा ह्या ऑइल तुम्ही वापरू शकता. त्याबद्दल पण असे मार्गदर्शक मी व्हिडिओज त्यामध्ये बनवलेले आहेत. म्हणजे टेक्निकल पार्ट ते सांभाळतात. त्यामुळे मला हे आजवर शक्य झाले आहे.
खूप सुंदर. हं, हं. हो, हं. हं, हं. अच्छा. खूप सुंदर. हां, हां, हां. हं. हं, हं. खूप सुंदर. अच्छा. खूप खूप सुंदर आणि मला खूप छान वाटलं की एकंदरीच तुम्हाला जी हॉबी आहे अ, पाककला तुमची म्हणजे जेवण बनवण्याची आणि मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलताना अगदी तोंडालाच पाणी आलं बघा आणि खूप आनंद वाटला मला तुमच्याशी बोलून आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की तुमच्या हॉबीला तुमच्या आयुष्यात अ, कसा बदल घडून आणला तो आणि खू मी त्याच्याबद्दल तुम्ही खूप ज्या गोष्टी शेअर केल्या, त्याच्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
हो. हं. हो, हो. हो, तुमच्या पण वेळेबद्दल तुमचे धन्यवाद आणि खूप सारे आभार.